तर अ, आम्ही लोकं एवढे काही अ, फार पैशाचा विचार करत नाही. मग आजी-आबा आले, त्यांचे अ, रुटीन चेकअप्स होतात, टेस्ट होतात, फुल बॉडी चेकअप वगैरे होतो. मग आमचा एक फॅमिली डॉक्टर आहे, आम्ही त्यांना बोलावून घेतो, तर मग ते बघून घेतात घरी. हां, काही त्रास तर नाही त्यांना. मग आता मस्त आहे. त्यांनी अरे, त्या आपल्या जमान्यामध्ये त्यांनी भाकरी खाल्लेली आहे भाऊ, त्यांना काही नाही होणार. ते एक मोठं तुम्हाला काहीही वाटलं, कसंही वाटलं तरी त्यांची हाडं तुमच्याहून जास्त, खूप स्ट्राँग असते.
हं. हं. घरीच बोलवता? हं, हं. हो ना. <chuckles> नक्कीच-नक्कीच. मग जेव्हाही इथं सगळं करतात हे डॉक्टरचं, तुम्ही अ, रुटीन चेकअप वगैरे, तुमच्या आजी-आजोबा इकडं ऐकतात, तर तिकडं मग काही तुमचं बोलणं होतं का? जेव्हा काकांच्या तिकडं आता जसं तुम्ही सांगितलं का फोन येतो ते सांगतात का हे ऐकत नाही, जात नाही फिरण्यासाठी, बॉडी चेकअप वगैरे करत नाही, मग ते काय सांगतात का? इकडे येऊन तर करतात आणि आमच्याकडेच काय होतं, असं काही झालंय कधी?
तर मग हां. आ ते छोटे काकाला छोटे काकाला मुलं नाहीये. तर आणि काका आणि काकीच असतात. तर ते दोघांचं काही जास्त फार ऐक ऐकत नाही आणि आमची आई कशी, आमची आई सर्वात मोठी सून आहे यांची. तर आमची आई मस्तपैकी चमकवून ठेवलेलं आईनी, की तुम्हाला करायला पाहिजेल मतलब करायला पडेल. नाहीतर मग बघून घ्या, तुम्ही तुमच्या हिशोबाने काय करायचं.
हं. हं. अच्छा! हम्म. बरोबर. नाही, बरोबर आहे ना. हं.
तर त्या हिशोबाने ते खूप ऐकतात आईचं आणि आम्ही कसं आम्ही मुलं आहे ना, तर आम्ही मुलांची मुलं आहे आणि ते म्हणतात ना, "असल से ज्यादा सूद प्यारा होता है." तर तसं ते त्यांचं आहे ना. तर आम्ही आणि आमची छोटी अ, मतलब भावाची मुलगी आहे ना, ती अजून फेव्हरेट आहे त्यांची. तर त्यांचं चालत असतं काही ना काही. तर आम्ही हेच म्हणतो की "आजी-आबा आपण अ, छानपैकी राहू शकतो ना, तर वागा तसं मस्त फिरा, खा-प्या, मज्जेने राहा."
हं, हं. बरोबर. हो नक्कीच. हं. <chuckles> हो बरोबर आहे. तुमची आता वयच किती राहिलेलं आहे ना. त्यांना मस्त जा फिरा, इकडं-तिकडं जा, बाहेर जा.
तर अ, मग म्हणते मग हो तेच तर. आणि तेच म्हणतो आम्ही पण त्यांना. आणि अ, काकाचा फोन आला तर काकाला लाउडस्पीकरवर घेऊन सांगतो, की हे काय म्हणतात हे, बघा तर जरा. तर अ, मग आबा बाबा म्हणायला लागतात, "हां रे ठीक आहे ना, जाऊ दे रे आता नाही होत नाही होत तरी करायला पडतो आपल्याला. हो.
हं. <chuckles> <chuckles> करायला पाहिजे हो, खरंच. घरामध्ये राहून चालत नाही, थोडंसं बाहेर निघालं तर अजून चांगलं वातावरण पण निर्माण होतंय ना. मग बघा ना, जेव्हा असं मुलं कामानिमित्त बाहेर असतात किंवा दुसऱ्याच शहरामध्ये राह आहेत, नाही का. मग तेव्हा घरातील इतर सदस्यांनी अ, वयस्कांची काळजी कशी वाटावी, असं तुम्ही सुचवाल? काही व्यावहारिक अ, उपाय सांगू शकाल मला?
हो. हो.